जेणेकरून काय होतं ना, की मला जे अ, जी शांत जी झोप असते ना, ती झोप लागत नाही मला आणि मग जेव्हा ते मग सकाळी जेव्हा उठतो ना मी, तर थोडंसं असं बॉडी जी आहे ना, बॉडी अशी पेन करावी लागते, हलकी-हलकीशी, की बॉडी पेन व्हायला सुरुवात होते अन् मग ते तेव्हा जाणवतं, की यार, आपली आता झोप व्यवस्थित झालेली नाही. आज भरपूर काही आपल्याला दिवस अवघड जाणार आहे. कारण की मग काय होतं ना, तो झोप नाही झाली ना, एक शक्यतो आणि मग योग्य वेळ सकाळी उठल्या नाही गेलो आपल्या रूटीनमध्ये.
हां, अच्छा. बरं. हां.
मग तू सकाळचे 5-10 मिनिटं, मग तिथून सुरुवात होती. सगळी घाई-गडबड ऑफिसला जायची, मग त्यांना ब्रेकफास्ट करा आणि नेमकं काय होतं ना त्या दिवशी स त्या दिवशी काय होतं ना, घरामध्ये ब्रेकफास्ट चांगला बनलेला असतो.
हं, बरोबर. <laughs>
आणि आपल्याला झालेला असतो उशीर.
उशीर. खायला पण वेळ नाही बघा ना.
हे उदाहरणच आहे. काय माहिती, माझ्यासोबत तर नेहमी असं होतं, की ज्यावेळेस काय होतं ना, मी तयार होऊन बसतो घरामध्ये, मग त्यावेळेस त्यांना तो करायला वेळ लागतो. "हां, होत आहे." थोडंसं हे झालं, ते झालं, असं होतं आहे अन् ज्यावेळेस आपल्याला उशीर होतो, त्या दिवशी सगळं तयार असतं, प्लेट प्लेट लगेच टेबलवर ठेवलेली असती. पण खायला वेळ नसतो आपल्याला. असं होऊन जातं ते. मग अशीच सुरुवात होते.
हं. <chuckles> अगदी, अगदी खरंय. म्हणजे बघा ना, कितीतरी गोष्टी घडत असतात आणि त्या आपण, म्हणजे कॅच करू शकत नाही पटकन. पण कधीही असा अपराधीपणा वाटला आहे का हो, की शरीर तुमचं म्हणतं आहे, की "नाही, थांब, रेस्ट करू दे, थोडंसं पडू दे आडवं." पण तुमचं मन धावतं आहे, कामाकडे म्हणा किंवा इतर जबाबदाऱ्यांकडे, तर मग त्यावेळेस जरासा असं अपराधीपणा आल्यासारखा वाटतो?
अपराधीपणा अ, म्हणल्यापेक्षा असं थोडसं स्वतःवरच असं हे होत. थोडंसं काय म्हणतात त्याला?
म्हणजे असं द्वेष आल्यासारखं वाटतं?
अ अ, द्वेष नाही. अ, आपण काळजी काळजी नाही वाढत का, काळजीपोटी आपण म्हणतो, की थोडा स्वतःवर एक दया आल्यासारखी वाटते, थोडीशी. ते दयाचा भाव येतो, की यार, खरंच तू किती हतबल आहे, किती मजबुर आहे तू. एवढं सगळं करून जे आहे, की तुला तुझ्या मनासारखं करता येत नाही आणि खरंच काय आयुष्य झालं? की कसा होता बाबा पहिले? की मजेत होता, थाटात होता आणि आता असं झालं, की सगळं काही करून सुद्धा काही शांती नाही आणि विशेष म्हणजे काही वेळ नाही, स्वतःसाठी वेळ नाही. विशेष घरच्या जिम्मेदाऱ्या ऑफिसच काम.
दया. हां! बरं. <chuckles> हो. हो, खरंच म्हणजे ती खूप महत्त्वाची गोष्ट आहे, नाही का? पण तुम्हाला असं वाटतं, का तुम्ही म्हणालात ना आता, की किती मजेत होता, थाटात राजासारखा जगत होता. तर वय जसं वाढतं, तसं शरीराला विश्रांतीची जास्त गरज असते, असं वाटतं तुम्हाला?
हां, मग